वाह, वाह, वाह! आणि मग कधी असं असं झालंय का की वाद-विवाद वगैरे झालेत आणि ते किस्से लक्षात राहिलेत, की बाबा जेवणाच्या ताटावरती आहोत आणि काय चालू आहे हे? असं कधी?
<chuckles> <laughs> नाही <clears throat> मोठे लोकं तर आमच्या समोर कधीच भांडले नाहीत बरं का, म्हणजे मला ज्या आठवणी आहेत. पण लहान मुलांच्या मात्र खूप खोडी काढायचे आणि विशेषतः अ, हो आत्या आणि काका बाप रे! एकमेकांच्या वेण्या ओढ आणि मी नाही केलं हे असं म्हणणं <chuckles> असं. आणि मग लहान मुलांनी ते चिड-चिड करणं, रुसणं फुगणं ह्याच्यातच वेळ निघून जायचा आणि जेवण आटोपायची आणि गप्पा, मस्करीमध्ये वेळ कसा जायचा? किती खाल्लं तरी असं वाटायचं की "अरे बापरे! मी काही खाल्लं नाही." पण, अ असं छान मज्जा वाटायची आणि ही सगळी ही सगळी गंमत-जंमत आमची संध्याकाळच्या वेळेला असायची आणि नेमकं त्यावेळेला लाईट गेलेली असायची आणि चंद्राच्या प्रकाशात आम्ही जेवायला बसलेलो असायचो आणि पूर्वीच्या काळाचे कंदील वगैरे असायचे खूप मज्जा, खूप मज्जा यायची. आणि त्यावेळेला कुणी वेणी ओढली हे नक्की कळायचंच नाही आम्हाला लहानपणी <chuckles> हो, हो. <chuckles> हो. तर अशा छान आठवणी आहेत. हां.
हं. ओह! वाह! हां, हां. हां, हां. <chuckles> अच्छा. हं. हां, हां. अगं बाई! हां <chuckles> हं, हं. हां. हं. हं. <chuckles> हां. हं. हो. हां? वाह, वाह! हो ना, हो. <chuckles> हो ना. <laughs> आई ग! किती छान, किती गोड! <chuckles> हं. पण आज-काल ना अच्छा. हं. पण आज-काल ना शहरी जीवन म्हंटल की नोकरीचे वेळापत्रक बाबा रे! की असं असतं की नाही जमत किंवा टेक्नॉलॉजी अशा पद्धतीने आली आहे ना, की कुटुंबाच एकत्र जेवण्याची पद्धत जी आहे, ती कुठेतरी आता मोडकळीत आलेली अशी वाटत चालली आहे. तर तुम्ही अ, काय सांगाल ह्या बाबतीत, की कसे फायदे किंवा नुकसान दिसतात तुम्हाला या गोष्टींमध्ये, शहरी जीवनामध्ये?
खूपच. खूपच कठीण आहे आजकाल. अगदीच अगदीच. हो, बरोबर आहे. हो.

हो. मग अशा वेळेला काय गप्पा मारल्या जायच्या हो? किंवा कधी-कधी असं होतात ना की अ, हसी-मजाक करायला तर जातो, हं, संवाद तर साधला जातो बट त्याच्याबरोबर वादविवादही होतात मग ते छोटेसे काय होईना थोडसं कुरगुडी म्हणतात ना की होतात बाबा किंवा कधी-कधी असंही होतं की जेवणाच्या टेबलवरतीच आपण पंगत बसलीये आणि काही निर्णय घ्यायचे ठरले जातात की बाबा उद्या किंवा आयुष्यात हे-हे असं-असं करायच तर तसा काही प प्रसंग आठवतो का हो तुम्हाला?
असं आहे. हं, हो. हो, <laughs> हो. अ, हो. हो. अगदीच, हो. असे आहेत असं जेव्हा मी वाडा संस्कृती म्हणते आमच्याकडे अ, जे मोठे निर्णय आहेत अ, उदाहरणार्थ एखाद्याचं लग्न आपल्याला फायनल करायचंय. गावाकडे हे सगळे जे निर्णय आहेत ना ते जेवणाच्या पंक्तीमध्येच अ, व्हायचे. तर मला एक किस्सा विशेष पद्धतीनं आठवतो, की माझ्या सगळ्यात लहान काकांचं अ, लग्न ठरवायचं होतं. म्हणजे आम्ही मुलगी माझ्या वडील आणि घरातले मोठे सगळेजण मुलगी बघून आले होते आणि त्यावेळेला लज्जा सुलभ असल्यामुळे म्हणा किंवा काका असं थोडंसं त्यांना लाजल्यासारखं वाटायचं तर ते अ, सांगायलाच तयार नाहीत आणि त्यांनी फक्त माझ्या मोठ्या काकूंना सांगितलं होतं, की "मला मुलगी पसंत आहे" आणि बाकीच्या कुठलच माहिती नव्हतं. मग काकूंनी त्यांची खोड किंवा चेष्टा-मस्करी करत-करत असं त्या गप्पा रंगत-रंगत आल्या आणि मग जेवणाच्या शेवटी-शेवटी त्यांनी सांगितलं, की "अहो भाऊजींना" म्हणजे माझ्या काकांना "मुलगी पसंत आहे. आणि अ, आपण पुढची बोलणी करायला मोकळे आहोत." आणि ते इतकं सहज झालं आणि इतकं छान वाटलं होतं त्यावेळेला. बस्स आणि मग नंतर अ, माझ्या काकांनी सगळ्यांसाठी आईस्क्रीम आणल्याचं मला आठवतंय त्यावेळेला ना आईस्क्रीमचे असे कोन असायचे, <chuckles> तर अ, अशा लग्नासारख्या मोठ्या गोष्टीचा निर्णय संध्याकाळच्या एकत्र जेवणाच्या पंक्तीमध्ये घेतला गेला आणि अ, सांगायला खूप आनंद होतोय की काकांचं लग्न एवढं सक्सेसफुल झालंय की त्यांची हो, त्यांच्या मिसेस अ, कोर्टामध्ये जॉब करायच्या आणि आता त्यांना 2 मुलं झाली आहेत आणि दोघंही जर्मनीमध्ये एका मोठ्या लेव्हलवरती काम करतायत. तर किती छान वाटतं ना असं म्हणजे हे निर्णय आहे अ, हो, सुंदर होता ते दिवस.
हं. हां, हां, हां. हं. हां, हां. हां. अच्छा. हं, हं. हां, हां, हां. हां. हां, हां, हां, हां. हं. हां, हां, हां, हां. हां. अरे वाह! हां, हां, हां, हां. <chuckles> हां. हं. वाह! वाह! वाह! <chuckles> हां, हो, हो, हो. हं, हं, हं, हं. ओह! हं, हं. हां. हां, हां, हां. वाह! <chuckles> हां. हां, हां, हां, हां, हां. हो ना, तेच तर. हं, बरोबर.